हं.
तर तेव्हा काही गोष्टी आहेत ना, ते आपल्याला आपल्याच समजायला हव्यात. की आपण एखाद्या नात्याब नात्यात आहोत किंवा हा हाच जो गोष्ट आहे, ते जर तुम्ही ऑफिसमध्ये होत आहे किंवा बाकीचे लोकं तुमच्यावर येतायत आणि तुम्हाला सांगतायत, ही तुझी मिस्टेक आहे. की आता तुझं तू बघून घे.
<chuckles> अगदी, अगदी. अरे वाह! नक्कीच. हो.
तेव्हा जर तुमची मिस्टेक नसेल तर नका करू ॲक्सेप्ट. ठाम रहा त्यावेळेला, की जर तुम्हाला हे कड एवढं त्यावेळेला असं करू शकतो आपण, बोलू शकतो. ठीक आहे. हे तुम्हाला करून हवंय माझ्याकडनं. मी तुम्हाला करून देतो. पण पुन्हा एकदा मला मेन्शन करायचंय, की हे मी केलेलं नाही किंवा ही माझी चूक नाही.
हां, तेच म्हणतो मी. नक्कीच. अगदी. हो, हां. नक्कीच, नक्कीच. नाही. ही गोष्ट तुम्ही हं.
एवढं जर तुम्हाला तुमच्यासाठी बोलता येत नसेल तर मग प्रॉब्लेम आहे. आणि मग त्यासाठी तुम्हाला वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे.
<chuckles> नाही, नाही. ही गोष्ट हो, नाही. ही गोष्ट तुम्ही फार महत्त्वाची सांगितली. खरंच कसं असतं, की एखाद्या वेळेस आपल्याला ठामच राहावं लागतं. कारण कसं असतं, त्या व्यक्तीने काहीतरी चूक केली किंवा मग एखादी अ, चूक करूनही त्याला आपण माफ केलं. पुन्हा त्याने ती चूक केली. तर आपण त्याच्यासोबत केव्हा कहर तरी त्याच्याशी आपला चांगला संवाद राहील. त्याच्यापेक्षा मग आपण तश्या वेळेस
राग नाही यायला पाहिजे. तिथे लगेच भांडायला नाही जायला पाहिजे आपण.
हो. नक्कीच. हां, हां. हे अगदी बरोबर आहे.
आपल्यावरचा कंट्रोल तिथे महत्त्वाचा आहे. प्रचंड महत्त्वाचा आहे.
हो.
त्यामुळे कधी पण ना अशा अशा जर वादामध्ये आपण अडकलो, की जिथे आपल्याला भरपूर जणं ब्लेम करतायेत आणि आपल्यावर एखादी जबाबदारी टाकतायेत. क्लिअर करा ना, ह्या माझ्या बाउंड्रीज आहेत. मी इथपर्यंतच करू शकतो. मी ह्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही.
नक्कीच, नक्कीच. हं. अगदी.